पहा, कसं असतं की कुटुंब म्हणजे प्रेम आलंच. कारण कुटुंबामध्ये जर प्रेम असेल, तर मला वाटते, सर्व व्यक्ती, आपापल्या भावनांशी एक घट्ट नातं बनवत असतात. परंतु त्यामध्ये एक प्रश्न असा येतो, की हे प्रेम कसं व्यक्त करायचं बरं. तर प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग असतात प्रेम व्यक्त करण्यासाठी. तर मला असं विचारायचं, तर आपण कशा मार्गाने कुटुंबामध्ये प्रेम व्यक्त करतात बरं?
अ, मी अ, माझं सकाळची जी दिनचर्या आहे, ती अ, पूर्ण करून माझं प्रेम कुटुंबासोबत मी व्यक्त करते. म्हणजे सकाळी जर माझ्या मुलाला शाळेला जायचं आहे, तर त्याच्यासाठी त्याचा डब्बा बनवणं किंवा त्याला तयार करणं, तर हा जे आहे अ, माझ्याकडून मी सकाळी अ, माझे कर्तव्य म्हणून करते आणि माझे मिस्टर आहे, त्यांचा डब्बा असेल किंवा त्यांना एखादी अ, कप त्यांची जी कपडे आहेत, इस्त्री करून देणे. तर अ, असं असतं की ह्याच्यात प्रेम दिसतो अ, आपल्याला नक्की. अ, आपण जेव्हा अ, न नेहमीच आपलं जे काम करतो घरात, म्हणजे त्यांच्यासाठी जेवण करणं किंवा अ, एखादी त्यांना अ, म्हणजे अस आर्थिक मदत असेल, तर आर्थिक मदत सुद्धा, म्हणजे मी काम खूप सुद्धा करते घरी बसून. तर आर्थिक मदत असेल किंवा एखादी त्यांना अ, म्हणजे जर माझ्या मुलाला अ, ट्युशनसाठी नेणं असेल, त्याला ट्युशन अ, दररोज नेणं तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. तर ज्याच्याने अ, माझ्या कुटुंबाला अ, असं वाटतं, की हो अ, त्यांच्यावर अ, माझं प्रेम आहे अ, आणि मी हे सहजीपणे करते.
हं, नक्कीच. हं. अरे वाह! हं, हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो का? हं. अ, नक्कीच नक्कीच, अ, खरंच आपण अ, खूप सुंदर सांगितलं, की कशाप्रकारे आपण जर आपल्या कुटुंबावर असलेले प्रेम आहे, आपण कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीतून व्यक्त करीतच असतो. परंतु मला असं विचारायचं, की तुम्ही एखादा अ, तो प्रेम कशाप्रकारे व्यक्त करतात? जसं, की आता प्रेम करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, जसं की शब्दामध्ये प्रेम व्यक्त करणं किंवा मग एखादी चांगली कृती करून प्रेम व्यक्त करणं. तर मला असं विचारायचं, की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अ, ह्या को ह्या 2 कृतीपैकी अशा कोणत्या एका कृतीचा वापर करून आपल्या पॅट अ, आपल्या फॅमिलीसाठी म्हणा, ते प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात बरं?
हो, हो. हो, हो. अ, म्हणजे असं आहे ना, की ज माझा मुलगा जेव्हा घरी येतो अ, शाळेतून तर जेव्हा तो शाळेतून येतो तर मी त्याला विचारते, की "बाळा कसं झालं आजचा दिवस? अ, तू खाल्ला की नाही डब्बा?" असं मी विचारते. तर त्याला ते खूप आवडतं ऐकायला, कारण अ, माझी आई माझी काळजी घेते, त्याला असं भास येतो, भान येतो. मग दुसरं म्हणजे माझे मिस्टर जेव्हा ऑफिसतून आले तर अ, त्यांना एक चहा अ, कप चहा करून देते मी. अ, ते सुस्त झालेले असतात, तर ते हे मला समजतं म्हणून अ, किंवा त्यांना काही अ, एखादी अ, जर ते अ, त्यांना भूक लागली असेल, तर लवकर त्यांना जेवण करून देणं. तर ह्याच्यामध्ये हो. ह्याच्यामध्ये, मी त्यांच्याशी किंवा कुटुंबाशी असं प्रेम माझं व्यक्त करते. असं नाही की मी रागवत नाही, कारण अ, मी जर रागवत पण असेल तर अ, त्याच्यामध्ये पण प्रेम असतं, असं मला वाटतं.
हं, हं. नक्कीच नक्कीच. अरे वाह! नक्कीच. हो, हो, अगदी बरोबर आहे. <chuckles> नक्कीच. नाही-नाही. नक्कीच खरंच अ, खूप सुंदर तुम्ही बोललात, की ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो, तर त्यांच्या आवडी-निवडी आल्या, किंवा त्यांच्या मग ज्या काही इच्छा आल्या, त्या आपण कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे सांगितलं, की "मी दोन्ही ही अ, कृतीतून म्हणा जसं की शब्दात म्हणा, एखादा अ, कृतीतून म्हणा, प्रेम व्यक्त करीतच असते", नक्कीच. अ, परंतु कसं असतं आता तुम्ही म्हटलात, की "मुलांसाठी मला वेगळं करावं लागतं". अ, "नवऱ्यासाठी मला वेगळं करावं लागतं" किंवा "आई-वडिलांसाठी वेगळं करावं लागतं". तर मला असं विचारायचं, की ज्याप्रमाणे आपले नाते आहेत, ते बदलत जात आहेत. तर त्याप्रकारे तुम्ही अ, तुमचं जे प्रेम आहे, ते कशाप्रकारे बदलत जातात, किंवा मग कशाप्रकारे अ, वेगवेगळं होऊन, तुम्ही त्यांना जे प्रेम म्हणतात, ते देण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात? किंवा मग व्यक्त होतात?
हो. हो. हो. म्हणजे असं आहे ना, की अ, आता अ माझी आई अ बा माहेरी जी आहे. म जेव्हा ते आता तर आपण भेटू नाही शकत त्यांच्याशी अ, नेहमी. अ, कारण मी अ, लग्न होऊन आपल्या वेगळी जागेवर आहे. तर त्यांना जर मी फोन तरी करून एखादी विचारते, की "कशी आहेस आई तू? बरी आहे की नाही"? ती काळजी मी दाखवते त्यांना. त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की मी प्रेम दाखवत आहे. अ, नेहमी त्याची विचारपूस करणं, की "तुम्ही चांग अ अ, अ, काय खाल्लं आहे की नाही आजच्या दिवशी? औषध व्यवस्थित घेतलं आहे की नाही?" हो की नाही. मग दुसरं म्हणजे माझे सासू-सासरी ते गावी राहतात. अ, ते क्वचितच येतात इकडे. तर त्यांची विचारपूस करते, की "कसं चाललं आहे दिवस?" त्यांचं म्हणजे अ, एखादी छोटंसं त्यांचं एक बिझनेस आहे.
हां. नक्कीच, नक्की. हं. अरे वा. <chuckles> नक्कीच-नक्कीच. अरे! हं.
तर तो कसा चाललाय व्यवस्थित चाललाय का? आणि अ, इतर कुटुंबातील अ, व्यक्ती कसे आहात? तर त्यांना अ, अ, दी निदान आपण नेहमी असं काही करू तर नाही शकत. पण एक फोन तरी करून अ, मी एक विचार करते त्यांना त्यांच्याशी विचारपूस करते, की "कसे आहात तुम्ही?" असं मी प्रेम त्यांना दाखवून देते.
<chuckles> नक्कीच. <chuckles> नक्कीच, नक्कीच, नाही अ, खूप सुंदर खरं तर कसं असते पहा, प्रत्येक अ, व्यक्ती आपल्याशी जोडलेली असते. ते म्हणजे आपले मुलं असू, आपला नवरा असू किंवा आपले आई-वडील असू. खरंच आपल्याला कसं असते, की ज्या प्रकारे आपले व्यक्ती जोडलेले आहेत त्या प्रकारे आपल्याला त्यांच्यासोबत प्रेम व्यक्त करावं लागते. आता जसं जर मुलगा असला, तर त्याला लहान होऊन कुठेतरी प्रेम व्यक्त करावं लागते. नवरा असला मला वाटते, त्याचा मित्र-मैत्रीण म्हणून कुठेतरी प्रेम व्यक्त करावे लागते. अ, खरंच अ, तुम्ही खूप सुंदर सांगितलं. परंतु मला असं विचारतय आहे जर कुटुंब म्हणलं तर कुठेतरी ताणतणाव म्हणा, कुठेतरी बाचाबाची म्हणा किंवा कुठेतरी वादविवाद म्हणा, मग त्यानंतर तुम्ही जर असा तुमच्या घरात एखादी गोष्ट झाली, तर तुम्ही मग त्यानंतर कशाप्रकारे तुमचं जे प्रेम आहे ते व्यक्त करतात? जसं की अ, माफी मागून म्हणा किंवा अ, एखादी गोष्ट करून म्हणा, तर अ, त्याबद्दल सांगाल तर नक्कीच मला ऐकायला आवडेल?
हो. हो, हो. हो. हो, हो. नक्कीच. अ, हां, म्हणजे अ, हो. असं आहे की वाद-विवाद माझ्या घरी पण होतो, आणि अ, मला तर जेव्हा कधी राग येतो तर मी काय बोलते मला हं, कधी-कधी माझ्या हातातच नव्हतं नसतो. तर अ, मी पण मला जेव्हा अ, कधी पण वाटलं की नाही चूक माझ्याकडून आहे. तर अ, मी अ, सॉरी सुद्धा म्हणते, माफी पण मागते. आणि एखादी काही अ, गोष्ट करावयाची असेल, म्हणजे एखादी सिनेमाला आपण जातो किंवा काय आईसक्रीम जाऊन आईसक्रीम खाऊन येतो. म्हणजे माझ्या कुटुंबात माझ्या मिस्टरांशी जर माझा काही अ, वाद झाला आहे. तर किंवा अ, त्यांची आवडीची काही पदार्थ बनवून देते मी. अ, की की जे काही वाद झालाय ना, ते आपण विसरू आणि त्याच्यानंतर अ, पुढे जाऊ असं माझा विचार असतो. म्हणून मी अ, असं काही थोडंफार कृत्य करते. <chuckles> म्हणजे कसं आहे ना, अ, की घरी आपण अ, एकत्र कुटुंब अ, अ, म्हणजे एक चांगल्यापैकी आपण अ, नेतो तर अ, आपल्या मुलांवर ते प्रभाव असतो. तर आपण मुले आपली मुलं पण आपल्या आपल्याला कडून शिकतात आपल्याला बघून. अ
हं, हं. <chuckles> नक्कीच. हं, हं. अरे वाह! <chuckles> नक्कीच. हं, हं, हं. <chuckles> नाही, नाही, नाही, अगदी बरोबर. खरंच ही स खूप सुंदर गोष्ट म्हटलात, की तुम्ही कुठेतरी जी मुलं आहेत ना, ती आपल्याला पाहून किंवा मग आपण जी कृती करतो त्याच्यातून कुठे ना कुठेतरी शिकत असतात. अ, मला असं विचारायचं आहे, की अ, ज्या प्रकारे तुम्ही म्हटलात की, ज्यावेळेस आमच्या घरात वाद-विवाद झाला, तुम्ही असा एखादा आवडतीचा पदार्थ म्हणा किंवा मग असं बाहेर फिरायला जायचं. अ, याच्याद्वारे कुठेतरी जे तुमचं प्रेम आहे, ते व्यक्त करीत असतात. परंतु जर तुमच्या घरात आता लहान मुलं आहेत. तर अ, तुम्ही आता म्हटलात की ज्याप्रकारे त्यांच्यावर आपला प्रभाव पडतो, त्यांच्यावर आपली कुठेतरी एक अ, सावली पडत असते. आपण कसं वागतो, कसं नाही. तर निश्चितच मला असं विचारायचं आहे की कुटुंबामध्ये प्रेम असायला पाहिजे, आणि ते प्रेम आपल्याला व्यक्त करायचं आहे. तर ते आपण कशाप्रकारे करावे. हे आपण मुलांना शिकवतात का बरं आणि ह्याचं एखादं उदाहरण त्यांना देतात का बरं, ते म्हणजे कोणतं उदाहरण?
हो. हो. हो. हं. हो. हो. हो, हो. हो. हो. हो. हां, म्हणजे कसं आहे ना, की अ, आता माझा मुलगा जर एखादी काही अशा गोष्टी करतो, की ते मला आवडत नाही. काय उलट उत्तर देणं असेल किंवा अ, त्याला जेव्हा माय मी सांगितलं की हा एक विषय करू नको आणि तेच तो करतो. तर अ, आणि त्याला नंतर काय आहे ना की अ, शिव्या पडतायेत माझ्याकडूनच. तर त्याच्यानंतर तो अ, त्याला जेव्हा अ, असं वाटतं, की नाही आपण चूक केली आहे, तर तो पण मला येऊन सॉरी सांगतो. कारण जेव्हा अ, माझ्या हातून काही अ, चुकीचं घडलय, तर मी पण असंच अ, माझा व्यवहार असतो की मी सॉरी सांगितलं. थोडंसं आपण अ, भावना दाखवल्या आणि जर राग आलाय तर आपण त्यावेळी थोडं शांतपण राहिला पाहिजे. उलट उत्तर नाही द्यायला पाहिजे. तर हा सगळं जी गोष्ट आहे ना, अ, ते तो शिकतो. आपल्यालाच बघून. आणि तो पण तसं करतो तसं आहे.
हो, हो. नक्कीच. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं, हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. नाही, नाही. नक्कीच. अ, खूप सुंदर तुम्ही सांगितलं, की कसं आपल्या मुलावर त्या गोष्टींचा असर होऊ नये किंवा मग आपण जर इतरांना प्रेम दिलं, तर नक्कीच कुठेतरी मुलं देखील आपल्याकडून शिकतील, की आपणही इतरांना प्रेम दिलं पाहिजे. इतरांना आपण अ, आदर ठेवला पाहिजे. नक्कीच, ही गोष्ट खूप अ, म मला आवडली आणि खरंच कुठेतरी मी देखील प्रयत्न करीन, की माझ्या मुलाला अशा गोष्टीतून अ, प्रेरणा मिळेल. परंतु कसं असतंय बघा, कुटुंब म्हटलं तर प्रेम आलंच आणि जर प्रेमा म्हटलं, की आपल्याला ते व्यक्त करावंच लागतं. परंतु काय होतं, की घरामध्ये असे अ, बरेच लोकं असतात, की ते त्यांचं प्रेम व्यक्त करीत नाहीत, ते त्यांच्या भावना इतरांना सांगत नाहीत. तर तुम्ही अशा व्यक्तींना काय सल्ला द्याल बरं, की त्यांना कशाप्रकारे आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे? कशाप्रकारे आपले जे नाते आहेत, ते जास्त घट्ट बनवले पाहिजे? तर ह्यासाठी आपण अशा व्यक्तींना काय सल्ला द्याल?
हो, हो. हो. आणि हो, हो. हो. हो. अ, म्हणजे अशा लोकांना माझं हेच म्हणणं आहे, की आपण थोडंसं अ, बोललं पाहिजे अ, लोकांशी म्हणजे आपल्या कुटुंबाशी. आपल्याला जर काही अ, मदत हवी आहे किंवा आपल्याला काही अडचण आहे. जर आम्ही ते व्यक्त नाही केलं आपल्या कुटुंबासोबत तर आपल्यालाच ते पुढे होऊन, म्हणजे अ, अ, त्रास देईल, हो की नाही? म्हणजे अ, म्हणजे आणि आपल्याला माहिती आहे की कुटुंब कितीही असो, कुटुंब नेहमी आपल्याला मदतीसाठी कधीही अ, थरीवर असतात म्हणजे ते कधीही येतात आपल्याला मदत करण्यासाठी. तर हे जर आपण व्यक्त नाही केलं तर आपल्यालाच ते त्रास होतो आणि मग मग काय, आपली चिड-चिड पण वाढते, की हा एखादी व्यक्ती हा किंवा कुटुंबातील एक अ, एखादा माणूस मलाच अ, अर्थ करून घेत नाहीये. अ, मला समजून घेत नाहीये. असं त्यांना वाटू लागतं. म्हणून अ, कम्युनिकेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला काही प्रॉब्लेम आहे. तर आपण ते सांगून, बोलून दाखवायला पाहिजे. तर ते आपल्यासाठीच बरं असतं असं मला वाटतं.
हं. नक्कीच, नक्कीच. हो, हो, अगदी बरोबर आहे. <chuckles> नक्कीच नाही. नाही, नाही. खरंच खूप सुंदर आपण सांगितलं, की खरंच ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का. ज्याप्रकारे आपण अ, अ, जर प्रेम व्यक्त आपण बरेच लोकं पाहतो, की ते घरात काही असलं तरी अगदी सीरियस राहतात. जे काही त्यांच्याबद्दल, इतरांविषयी प्रेम आहे. ते कुठेतरी त्यांना ज्या भावना आहेत, त्या कुठेतरी व्यक्त करू शकत नाही. तर नक्कीच मला वाटतं, की अशामुळे त्यांची घरामध्ये कुठेतरी, एक नकारात्मक इमेज तयार होते आणि खरंच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या काळासाठी खूप अ, म्हणजे अवघड असते. नक्कीच, नक्कीच. परंतु ज्यावेळेस आपल्या कुटुंबाचा विषय येतो, त्यावेळेस अ, आपल्याला प्रेम अ, व्यक्त करावंच लागतं. परंतु कसं होतय, की काही वेळेस अ, आपल्या घरामध्ये वाद असतात किंवा काही वेळेस आपल्या घरामध्ये, अ, जरी आपल्या त्या व्य व्यक्तीबद्दल प्रेम असलं, आपण तरी त्यांला म्हणजे अशी एक अडचण असते, की आपण त्यांना सांगू शकत नाही, की आम्हाला असं-असं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, की आपण जर इतरांना ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे, आपण त्या व्यक्तीला सांगितलं नाही किंवा आपल्या भावना त्याच्यासमोर प्रकट केल्या नाही, तर आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि आपल्याला भविष्यात चालून त्या गोष्टीचा काय नुकसान होऊ शकतं? याबद्दल आपलं काय मत आहे?
हो. हो. हो. हो, हो. हो, आणि काय होतं ना? हो. हं. हो. अ, म्हणजे कसं आहे ना की गैरसमज अ, नाही झालं पाहिजे. जर आपल्याला एखादी कुटुंबाशी बोलता येत नाही असं स सामोरे, तर एखादी आपण फोनवरती तरी मेसेज करू शकतो किंवा एखादी दुसऱ्या आपला कोणी जवळचा मित्र-मैत्रीण असो किंवा ज ज आपला जर जर एखादी माझ्या अ, अ, मिस्टरांबरोबर जर माझं भांडण झालं तर मी मुलांसोबत माझ्या मुलांसोबत किंवा असं बोलून दाखवू शकते, की जर असं-असं झालं. तर तो कधी-कधी ते अ, सुचवना पोहचवतो. तर असं आहे की ना गैरसमज नाहीच झाला पाहिजे. कारण आहे ना त्याच्यानंतर काय ना आपलं जी अ, संबंध आहे ती बिघडत जाते कुठे ना कुठे आणि अ, खूप वेळ गेली तर खूप वेळ झालं तर म्हणजे ते खूप म्हणजे अ, चांगलं पण नसतं हो, हो. तर आपण
हं, हं. नक्कीच. हं, हं. <chuckles> नक्कीच. <chuckles> नक्की. नाही, नाही. अगदी बरोबर आहे खरंच. हं. नाही-नाही खरंच. हं खूप सुंदर सांगितलं आपण, की कशाप्रकारे आपण प्रेम व्यक्त करायचं. परंतु आपण पाहतो, की समाजामध्ये असे बरेच व्यक्ती असतात, की त्यांना जे प्रेम आहे, ते व्यक्तच करता येत नाही. तर तुम्ही थोडक्यात त्यांच्यासाठी असे काय उपाय सांगाल, की जेणेकरून ते समाजापाशी किंवा मग जे त्यांचा आवडता व्यक्ती आहे, ज्यांला ते प्रेम करतात, त्यांच्यापाशी ते अगदी सहजरित्या अ, त्यांच्या भावना ठेवतील आणि नक्कीच त्यांचे जे नाते, ते अधिक कुठेतरी घट्ट बनेल. त्यांच्यासाठी काय असे उपाय सांगाल का?
हो. हो. अ, म्हणजे मला असं वाटतं की अ, कम्युनिकेशनच एक मार्ग आहे. ज्याच्यामध्ये आपण जर म्हणजे काय आहे बोलू शकतो आणि स सुधारणा करू शकतो आपल्या ज्या नात्यांमध्ये आहे, का आता तर आहे ना फोनमध्ये पण आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबात अ, म्हणजे काय गैरसमज असेल, तर दूर करू शकतो. हे सगळं बस थोडंच मला सांगायचं आहे.
हं. नक्कीच-नक्कीच. नाही-नाही. नक्कीच-नक्कीच. खरंच आपण अ, खूप सुंदर सांगितलय, की कसं कुटुंबामध्ये जे प्रेम असतं ही फार एक महत्वाची गोष्ट असते. जर आपण कुटुंबासोबत प्रेम केलं, त्यांच्यासोबत जर आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि ज्या आपल्या प्रेमाच्या भावना आहेत जर त्यांच्यापाशी प आपण जर प्रकट केल्या किंवा मग जर व्यक्त केल्या तर निश्चितच मला देखील वाटतं ते घर, ते कुटुंब जगामधलं सगळ्यात सुंदर आणि एक चांगलं कुटुंब असू शकतं. अ, नक्कीच आपण खूप सुंदर सांगितलं आणि अ, खूप सारे असे उदाहरण दिले आणि छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या. नक्कीच अ, त्या गोष्टी मी ग कुठेतरी फॉलो करीन आणि कुठेतरी माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा कसा उपयोग होईल याची सुद्धा कुठेतरी मी लक्षात घेऊन दक्षता पाळेल. नक्कीच आपण खूप छान बोललात. आपण खूप छान गोष्टी सांगितल्यात, तर खरंच आपले मनापासून खूप खूप आभार. चालेल, भेटूया पुन्हा एकदा.
धन्यवाद.
धन्यवाद, धन्य